हमको तुमसे हो गया है प्यार क्या करे. बोलो तो जिये बोलो तो मर जाये हमको तुमसे. आणि त्या गाण्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्यामध्ये 3 नायक आहेत. अमर अकबर अँथोनी सिनेमाचं नाव. त्यामध्ये अ, 3 नायक आहेत. अमिताभ बच्चन आहेत, ऋषी कपूर आणि विनोद खन्ना हे तिघं भाऊ असतात. तिघं लहानपणी अ, बिछडतात. बिछडलेले असतात आणि तिघं वेगवेगळ्या धर्माच्या अम लोकांमध्ये लहानाचे मोठे होतात. आणि मग आणि त्या अ, ते तिघांचं गाणं आहे ते म्हणजे तिघं गाणे आपल्या प्रेमिकांबरोबर ते गाणं गातात असं आहे. आणि तिघांनाही अ, वेगवेगळ्या सिंगरचे आवाज आहे. अ, म्हणजे अमिताभ बच्चनला किशोर कुमारचा आवाज आहे, विनोद खन्नाला मुकेशचा आवाज आहे आणि अ, ऋषी कपूरला अ, मोहम्मद रफीचा आवाज आहे. असं तिन्ही नायकांना आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या अ, प्रेयसी असतात. नायिका असतात. त्या नायकांना मात्र लता दीदींचाच आवाज आहे. तिघींना पण. <chuckles> आणि 3ही म्हणजे त ते ऐतिहासिक गाणं आहे खरं तर की अ, चारी हे ग्रेट सिंगर म्हणजे अ, मुकेश, रफी, किशोर आणि लता असे चौघांनी एकत्र गायलेलं हे एकमेवच गाणं आहे. यापूर्वी कधी ते चौघं एकत्र गायले नाही आणि त्यानंतरही नाही. हे त्या गाण्याचं खास वैशिष्ट्य आहे की पुन्हा तसला इतिहासच झाला नाही की ते चौघ जण एकच गाणे गायलेत म्हणून. तर अ
<humming> मर जाये मस्त. हां. अगदी बरोबर हां. बिछडलेले असतात. हं, हं, हं, हं. सानिध्यात राहतात. बरोबर. हं. अगदी. अरे वाह! हं. अच्छा. <chuckles> खरंच. बरोबर, लता दीदी. हं. अच्छा. हां. हं, हं. बरोबर तर हे जे गाणं आहे त्याचे शब्द महत्त्वाचे असतात की धून असं वाटते म्हणजे हेच म्हणून नाही एकंदरीतच सगळी जी गाणी आहेत तुमच्या दृष्टीने काय महत्त्वाचं वाटते तुम्हाला?
अ, ते सगळं हे गाणी म्हटलं की ते एक पॅकेजमध्येच येतं खरं सांगायचं तर. ते असं अ, वेगळं त्यांना वेगळं करणं तसं खूप अवघड आहे. पण कधी-कधी असतं की म्युझिकल अ, असलं गाणं की त्या म्युझिकला जास्त महत्त्व असतं. शब्दांना कमी असतं. कधी-कधी गायकाचा आवाजच इतका छान असतो की त्यामध्ये अ, अगदी म्युझिक नगण्य असतं. पण तरीही त्याचा इफेक्ट असतो. असं अ, ते पण मला असं वाटतं की तिन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत.
हां, हां, नक्कीच. ठरवता नाही. हं. अगदी बरोबर. हं, हं. हं. अगदीच.